हां. आणि ते गाणं लागलं ना तर म्हणजे ते गाणं कधी लागेल आणि म्हणजे तो एपिसोड तो जो भाग आहे तो कधी संपेल आणि ते गाणं कधी लागेल अशी इतकी एक्साईटमेंट असते मला आणि हा, माझा एक अनुभव सांगते मी अ, हां.
हेरो, हिरोइन्स. हो, हो. अरे, <whistles> वाह, छान सांगा ना मला आवडेल ऐकायला? <chuckles> हं.
हो. अ, मागे ना म्हणजे एक चित्रपट होता. नवीनच रिलीज झाला होता मराठी चित्रपट. तर त्याच्यामधलं एक गाणं होतं बघा मराठी, अधिर मन झाले.
हो का. हां, आय म्हणजे मी कुठेतरी अशी धून ऐकलेली आहे. पूर्ण गाणं नाही ऐकलं आहे मी, पण धून ऐकली ती. अधीर मन झाले, असं काहीतरी आहे ना ते?
तुम्ही ऐकलं असेल ना? अच्छा, अच्छा. हो, हो, हो, हो. इतकं छान गाणं आहे आणि म्हणजे त्यांनी त्या वातावरणात इतकं छान शूट केलंय ना. म्हणजे असं ते बघायला पण डोळ्याने इतकं छान वाटतं आणि ते ऐकायला ते एकदमच छान. म्हणजे असं अ, त्याच्यावर बऱ्याच ते गाणं जेव्हा रिलीज झालं होतं ना बऱ्याच मुलींनी त्याच्यावर तशीच वातावरणामध्ये व्हिडीओज वगैरे बनवले, रील्स बनवले.
अरे वाह! हां. हो. हो का. हो का. हो, सध्या तर फार ट्रेंडिंग आहे हे रील्स आणि वगैरे बापरे!
हो, ते तर खूपच आहे आता. म्हणजे इतकं मला हां, इतकं छान आवडलं होतं ते गाणं, म्हणजे असं आत्मसात करून त्या वातावरणात ते गाणं आणि मी मेन म्हणजे माहितीये का ते पावसाळ्यात शूट केलेलं आहे ते गाणं.
हो. हो. खूप छान म्हणजे.
हां. तर अ, पा हां, पावसाळा सुरू झाला, की मला पहिले ते गाणं आठवतं. म्हणजे इतकं छान ते गाणं आहे ना.
अरे, बापरे! म्हणजे एवढं मनात तुमचं ते घर करून गेलंय गाणं, असं म्हणजे ते निघायचं नाव नाही घेत आहे. <chuckles> म्हणजे संगीत म्हटलं म्हणजे हां, म्हणजे संगीत म्हटलं म्हणजे तुम्हाला ते गाणं पहिले आवडतं, म्हणजे आठवतं असं मला वाटतंय एवढं आवडलंय. <chuckles>
हो. नाही निघायचं नाव नाही घेत आहे आणि त्याची धूनच खूप छान आहे. हो, हो, हो, हो.

हो, हो. म्हणजे एक म्हणतो ना आपण, की गाण्याची आवड फक्त म्हणजे त्या त्याची जी काही चाल आहे, त्याच्यावर नसते म्हणजे त्याच्या काही सिनेमॅटिक सेटिंग्ज ज्या काही असतात अ, जसं की त्यांनी जसं दृश्य बनवलेलं असतं त्याच्यावरही म्हणजे निर्भर करतं असं मला वाटतंय तुमच्या बोलण्यातनं. अ, म्हणजे आणि तुमचं असं कधी म्हणजे तुम्हाला वाटतं का, की असं मनात आलंय का, की हे गाणं यार इतकं छान होतं आणि ह्या लोकांनी रील्स किंवा TikTokचे ते काही व्हिडिओ बनवण्यात त्याचं सगळं वाटोळं केलं असं कधी वाटलं का कोणत्या गाण्याविषयी? आता म्हणजे जसे की जुने गाणे खूप छान असतात आणि त्याला आता हे लोकं रील्समध्ये असं काही चेंजस करतात तर ते आवडतात की नाही?
हो, हो, हो. हो. अगदी बरोबर. हो, म्हणजे बघा ना, आता आता हे Instagramवरती रील्स वगैरे निघालेले आहेत बघा. जसे जुने गाणे होते, तर अ, तुम्हाला ते माहीत असेल बघा हिंदी गाणं होतं एक ते सात समुंदर?
हो. हां. अरे हो, हो. सात समंदर पार <chuckles> हो.
हां. तर लोकांनी रील्समध्ये त्याचे इतके वेगवेगळे प्रकार बनवले खरं सांगते ना, असं सांगायला सुद्धा आपल्याला म्हणजे हे वाटतं. म्हणजे लोकं आता काय करतील आणि कोणत्या गाण्यातून कसा अर्थ काढून त्या गाण्याला कसं पुढं नेतील ना, तेच कळत नाही. म्हणजे असं विचार करताना पण आपल्याला थोडंसं हे वाटतं.
हो ना. हो. अगदी बरोबर. म्हणजे ते हां. <chuckles>
म्हणजे खरंच ते चांगलं नाहीये, कारण की जुन्या गाण्या हां, तो ती जी गायिका आहे. ते गायक आहे त्यांचं म्हणजे जे ते गातात, तर त्यांचं आपण इतकं हे करायला पाहिजे, कारण की तसे गायक डबल होऊ नाही शकणार.
हो.

अ, हो अ, तो तुम्ही जुना पिक्चर बघितला आहे का? हम साथ-साथ है?
हो माझं तर खूप आवडतं, म्हणजे सगळ्या कुटुंबांसोबत बघतो आम्ही असं ते कुटुंबाला घेऊन बघणं खूप छान.
हो मला पण तो पिक्चर इत हो मला पण इतका आवडतो तो पिक्चर खरंच आणि त्यातले गाणे पण खूप छान आहे. पण त्यातलं एक गाणं आहे बघा ते, ते म्हारे हीबाडा में नाचे मोर.
हो. हो. हां, हां, हां.
तर ते म्हणजे ते तिथं बघायला इतकं छान वाटतं, म्हणजे ते जेव्हा हां त्याचे डान्स वगैरे करतात आणि त्यांनी शूटिंग केली जिथं, ते खरंच खूप म्हणजे खूप इतकं छान वाटतं बघायला आणि ऐकायला सुद्धा. पण जेव्हा आपण नुसतं गाणं ऐकतो ना, तर ते थोडंसं असं अ, वेगळं वाटतं मनाला आणि ऐकायला सुद्धा कारण की जेव्हा आपण ते बघतो तेव्हा इतकं छान त्याचं चित्रित दिसतं आणि हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं मला त्या गाण्याबाबत
हां. हो. हो. हो. अच्छा असं आहे का? अ, पण अ, आणि कधी असं कधी झालंय की संगीताची जी तुमची आवड आहे, ती चित्रपटाचं महत्व किती? म्हणजे आता खूप हिट झाला मूव्ही तर त्याच्यामुळे तुमची आवड आहे का, चित्रपट जरी नसता तरी नुसतं एखादी अल्बम वगैरे अ, पब्लिश होतो तो आवडतो असं कधी?
हां, हां. अ, हो. जसं अल्बम जर म्हणायचं झालं ना, अ, म्हणजे असं काही-काही सॉग्स आहेत बघा, जे फक्त अल्बम्स आहेत त्याचे चित्रपट नाही आहेत.
हो तेच म्हणून विचारते, मी म्हटलं की फक्त अल्बम आवडतं? हां.
हां, हां. तर असं सांगायचं हां. तर अ, ते सांगायचं झालं ना तर मला नेहा कक्करची गाणी आवडतात.

अरे बापरे! किती म्हणजे संगीतमय वातावरण त्यात तुमचं मनात त्याच संगीताने प्रभाव टाकलेला, म्हणजे कमालच आहे. <chuckles>
हो. कारण की हो. म्हणजे वातावरणच तसं निर्माण झालं ना इतकं छान वाटायला लागलं ना आणि ते गाणं मी म्हटलं ना तुम्हाला तसं वातावरण जरी झालं ना मला ते गाणं खूप आठवतं आणि मी कुठेही म्हणून टाकते तो.
अ, हो. हो, म्हणजे मग ते हां. म्हणजे ते तिथे जुळतही होतं ना त्या वातावरणात ते गाणं म्हणजे खूपच असं निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही ते गाणं निसर्गातलं म्हणताय, म्हणजे ते भावना ही जोडत होतं तुमचं आणि आवड आणि त्यात संगीत अरे वाह! काय छान असेल ते सगळं <chuckles> तो माहौलच वेगळा असणार. अ, अजून अ, तुमची म्हणजे गाणे असं म्हणता येईल का जसे आपले मूड बदलतात, की आता राग आहे बाबा, तर रागात म्हणजे वेगळं गाणं असं डोक्यात येतंय, काही का एकदम मन शांत आहे. तेव्हा असं काही होतं का तुमचं की माझं म्हणजे हा मूड आहे बाबा तेव्हाच मला ते गाणं आठवतं असं काही?
हो. हो. हो. अ, म्हणायला गेले ना तर गाणे मला ऐकायला खूप आवडतात. आणि जर म्हणायला गेलं सॅड साँग्स म्हणतो ना आपण.
हो. हो, हो. दुःखी म्हणजे असं वाटतं. हां. <chuckles>
हां. दुःखी गाणे. <chuckles> हो. जे देवा अ, जेव्हा म्हणजे मला असं चांगलं फील होतं ना, तेव्हा असं काय म्हणता येईल अशी छान वाजते मनाला, अशे काय म्हणतात, मोहून टाकणारे असे गाणे लावते मी, घरामध्येच चालू करते आणि हां. आणि जेव्हा एखादं दुःखी असेल किंवा मला खूपच असं सॅडनेस वाटत असेल किंवा कोणाशी भांडण झाले असतील तर मग मी काय करते? सॅड साँग्स लावते. ते हिंदी म्हणावं किंवा मग आपले मराठी म्हणाव, म्हणजे ते ऐकल्यावर ना आपलं जे फिलिंग्स आहे, ते व्यक्तही होऊन जातं मनातल्या मनात निघूनही जातं डोक्यात टेन्शन आणि आपलं मनही मोकळं होऊन जातं. आपल्या ज्या वेदना आहेत ना, ते गाण्या थ्रु आपण त्या व्यक्त करतो.
अरे वाह! हो.